मला तर हे ज्या पहिल्या 2 लाईनी होत्या ना, त्याच खूप रिलेटेड करतात. पेहला नशा पेहला खुमार. बघा ना. म्हणजे आपले. म्हणजे आपलं अ, नवीन. हो.
हां. ओके. हां. नवीन-नवीन अ, नवीन-नवीन सगळं होतं जग, उमेद म्हणा किंवा इतर सगळ्याच गोष्टी. <chuckles>
नक्कीच. नक्कीच, म्हणजे बघा ना सगळं नवीन-नवीन. पहिलं हे पहिलं प्रेमाची सुरुवात आमची झाली. ती पण इतक्या हळव्या मनाने आमची झाली आणि ते क्षण पण किती आनंदाचे होते नाही का. आणि पेहला नशा पेहला प्यार ते सांगतात ना. पहिल्यांदाच आम्ही दोघं एकमेकांना आवडलोही म्हणजे मला तो आवडायचाच पहिल्यापासूनच. पण त्याला मी आवडायची मला माहीत नव्हतं ना. त्या दिवशी मला कळलं. मग तेव्हा म्हटलं पहिला तो आवडतीचा तो क्षण. ते मनामध्ये जो बहर येतो तो आणि त्या गोंधळामध्ये त्या मनामध्ये उगवणाऱ्या भावना तुम्हाला मी खरंच सांगते शब्दामध्ये मला बोलता पण येत नाही ते. इतकं काहीतरी छान होतं आणि म्हणून हे गाण्या ह्या गाण्याच्या ज्या ओळी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये खूप रिलेटेड करतात बरं का, आजही बघा. आता झालं आमचं लग्न वगैरे होऊन गेलं. त्याचं लग्न कुठं झालं आता झालं असेल. माझं लग्न होऊन गेलं. पण कधी पण हे जर गाणं मला पण वाटतं मला पूर्ण विश्वास आहे. जेव्हा हे गाणं तो पण ऐकत असेल ना. तर नक्कीच त्याला माझी प माझी आठवण येत असेल.
हं. हां. हां. हां, तेच. अरे वाह! हं. हं. आई गं! <chuckles> हो ना. हं. अच्छा. हं. हां. हो ना. हं. हां. हां, हां, हां. <chuckles> हो ना. पण तुम्ही आजही असं गाणं ऐकता का? कारण की काय होतं ना की आत्ता लग्न झालं हां आपलं किंवा तो निघून गेला आयुष्यात मग कधी-कधी ना ते रिग्रेट फील होतं म्हणा किंवा ते एखादं वाईट अ, म्हणजे हे होऊन जातं ते गाण्याची आठवण ती वाईट होऊन जाते की बाबा नाही आता तो आयुष्यात नाहीये माझ्या. तसं तुमचं झालं का? की तुम्ही अजूनही गाणं ऐकता ते?
हं, हं. हं.

ते गाणं बघा आजही मी ऐकते असं नाही का आणि तुम्हाला खरं सांगते असं ग रिग्रेट वगैरे काही झालेलं नव्हतं कारण जे शब्द त्यांनी त्या दिवशी माझ्यासोबत बोलले होते ना, तर म मला तू आवडते, पण तुझ्या जर भावना माझ्याबद्दल पण ह्याच असतील, तर आपण पुढे तुझ्यासोबत चालायला मला आवडेल, नाही का? आणि नंतर काय झालं ना मग माझं अ, माझ्या घरच्यांनी माझं लग्न ऑलरेडी इकडे एका मुलासोबत फिक्स करून दिलं होतं म्हणजे आमच्या घरचाच नातेवाईक होता आणि मग त्या हो, त्याला मी बोलली म्हणजे त्या भावना नंतर ते सांगतात ना प्रेम असं पूर्ण बाहेर निघालं नव्हतं आमचं, मनामध्येच होतं ते, म्हणून त्यालाही त्रास झाला नाही आणि मलाही त्रास झाला नाही त्या गोष्टींचा, नाही का. पुढे म्हणजे ती अ, ते त व्हायला पाहिजे होतं प्रेमाचं ते सांगतात ना सफर, प्यार का सफर असं काही झालं नव्हतं. पहिली फक्त पहिलीच पायरी आमची झाली होती आणि त्याच्यानंतर त्या पहिल्या पायरीमधूनच आम्ही खाली उतरून गेलो होतो. म्हणून त्यालाही इतकं झालं नाही त्रास आणि मलाही नाही. पण वाटतं कधी-कधी जर अ, सोबत राहिलं असतं तर. <giggles> मग
हं. हं, हं, हं, हं. हां. हं. हां, हां, हां, हां, हां. हं. अरे बापरे! हं, हं. अच्छा. हं. अच्छा! हं. अच्छा, हां. हो ना. तेच तर. हां. हां, हां, हां, हां. आई ग! हं, बरोबर. की झालं असतं तर. <chuckles> हो ना, पण मग तो किस्सा सांगितलात कुणाला? असं झालं होतं तुमच्यासोबत ते?
ह्म्म्म. नक्कीच माझ्या मिस्टरांना सांगितलं ना मी.
आई ग! मिस्टरांनाच सांगून टाकलं! मग? त्यांची रिॲक्शन काय? हां.
हो, मी नाही मी नाही लपवत बाबा. मी जे पण होतं ना लग्नाच्या अगोदरच मी सांगितलं. बघा म्हटलं असं-असं होतं. नंतर मला तुम्ही सांगू नका, बरं का. कारण मन साफ आहे ओ. माझ्या मनामध्ये ना अशा गोष्टी राहतच नाही. आणि ही गोष्ट तरी मला असं वाटत होतं की जेव्हा काही नवीन नातं आपण अ, बनवत आहोत ना, त्या नातामध्ये काही असं नको का पारदर्शकता पाहिजे म्हणजे पाहिजेच म्हणून मी सांगितलेलं.
अरे वाह! हो ना, तेच तर. अगदी खरंय. हं. अगदी बरोबर बोललात. हम्म, खर खरंच अगदी बरोबर बोललात हो, की कुठल्याही नात्यात असं अ, गैरसमज होण्यासारखं कधीच ठेवू नये, लपवू नये एकमेकांपासून, जेणेकरून त्या नात्यांमध्ये दुरावा येणार नाही. कारण की ह्या आठवणी असतात ओ, प्रेमळ असतात म्हणा कधी असं दुखावणाऱ्याही असतात की "यार पुढे काहीच नाही झालं. काश झालं असतं तर" <chuckles> असंही वाटतं ना, तर तेही असतं. त्यामुळे मग ते नंतर कुठेतरी वाईट वाटू नये म्हणून ते चांगलं की बाबा आत्ता सगळं काही दोघांमध्ये क्लिअर असलेलं बरं. तर खरंच, खरंच खूप छान वाटलं काय अनुभव होता तुमचा अगदी अंगावर शहारे आणण्यासारखा होता. ऐकतानाही खूप छान वाटलं हो, की कशाप्रकारे तुमचं गाणं, ते पहला नशा पहला खुमार, ते ऐकल्यावर तुमचं हं.
हम्म. बरोबर. हं. हो. <chuckles> बरोबर. हो ना. <chuckles> हां आणि तुम्ही पहिल्या तुम्ही दुसऱ्या आता पहिले तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, पण तुम्ही ज्या दुसऱ्या व्यक्ती आहेत ज्याला ही माझी आठवण सांगितली मी.
हं, हं.